हो ना, म्हणजे खूप दुःखद घटना आहे ती. मी लहान असतानाची आहे. म्हणजे मी मला वाटतं, की 10-11 वर्षांची असणार आणि त्यावेळेस ना आमच्या एक शेजारच्या काकी होत्या, ठीक आहे. काकी म्हणजे काय आजीसारखीच होत्या त्या. पण अ, त्यांना सगळे काकी म्हणायचे तर आई-बाबा सगळे काकी म्हणायचे, तर मी पण तसंच म्हणायची. कधी आजी पण बोलायची मी. तर अ, पण जास्ती करून ना अख्ख्या सग सोसायटीत त्यांना काकीच म्हणायचे.
अरे बापरे! हं, हं. अच्छा. हां, हां. अच्छा. बरं. हां. <chuckles> अच्छा.
तर अ, मी लहानाची मोठी झाली ते तोपर्यंत ते होते तिथेच. म्हणजे अ, 10-11 वर्षांची जे जितकं माझं वय होतं.
हां. बरं.
आणि मग तेव्हा ना त्यावर्षी ते अ, गावी गेल्या होत्या. मग गावी गेले आणि त्यांची तब्येत काय माहिती अचानक तिथे खूप बिघडायला सुरुवात झाली. मग परत जे तेव्हा इथे आले ना मुंबईला, तर मग सतत ते आजारीच राहायच्या. म्हणजे पहिले जसे ते इतके म्हणजे अ‍ॅक्टिव्ह होते तशा नव्हत्या. पण मग मी विचार करायची, की का म्हणून असं तिला होत आहे. सारखी-सारखी काय आजारी पडते. आणि ती पार्कला पण येत नाही. संध्याकाळच्या ना ती यायची माझ्यासोबत पार्कला खेळायला. तर आई कधीतरी बिझी असायची ना, तर मग आई म्हणायची, की तू जा ना काकू सोबत. तर मग मी पण जायची, तर त्यामुळे ना मला खूपच आवडायची त्यांची कंपनी आणि त्यांची असं व्हायचं ना, की माझीच आजी माझ्यासोबत आहे.
हां. अरे बापरे! हां, हां. बरं. हां. अच्छा! बरं. हो, हो, हो. हं, हं. हं. अरे वाह! ओह, पण मग असं काय घडलं म्हणजे हे काही बदललं का आणि अ, काय असा प्रसंग आला की आणि कोणाला माफ करायला लागलं तुम्हाला?
कारण हो ना, म्हणजे आमचं घर ना अ, बोरिवलीला होतं. म्हणजे मुंबईचा एक पॉइंट ते तुम्ही पकडा सुरुवातीचा आणि त्यांचा जो दुसरा मुलगा होता ते आमच्या शेजारी राहायच्या तिथे बोरिवलीलाच आणि त्यांचा जो दुसरा मुलगा होता, लहान मुलगा. तो राहायचा चर्च गेटला. म्हणजे मुंबईचं दुसरं <chuckles> एकदम पॉइंट पकडला. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट. तर त्यांची तब्येत एक दिवस खूप बिघडली आणि मग त्यांचा मुलगा त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सने तिथे घेऊन गेला कारण तिथे मोठे डॉक्टर वगैरे होते. तर असं झालं. मग मी खूप मिस करायची त्यांना. मग खूप दिवस ते आले नाही घरी 10-12 दिवस होऊन गेले. त्यामुळे मी आईला विचारलं, "कधी येणार, कधी येणार ती, मला खेळायचंय तिच्यासोबत पार्कमध्ये?" तर आई म्हणाली, "ती बघ खूप आजारी आहे." आणि तिथे ना ती हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यांचा मुलगा तिथेच आहे ना, तर तिथे ते डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत, तर त्यांची तिथे ट्रीटमेंट चालू आहे. येईल थोडे दिवसांनी. पण काय झालं ना 2 दिवसानंतरच त्यांचं निधन झालं.
हां. अच्छा. टोक. हो, हो, हो. हं. अच्छा. हो ना. ओह! अरे बापरे! अच्छा!